अगदीच ना. मी तुम्हाला सांगतो ना, की अ, माझ्या जीवनामध्ये आहे ना, अपयश हे नेहमीच आलंय. असं नाहीये की अपयश एकदा आलं. लहानपणापासून आतापर्यंत आहे ना, मी म्हणजे आणि ते येतच असतं. ते कधी थांबणार नाही. ते येणार-जाणार, येणार-जाणार अशा गोष्टी घडतच राहतील. पण आज आज मी सेटल डाउन आहे माझ्या लाईफमध्ये आणि आज बऱ्याचपैकी अ, माझं नाव आहे, चर्चेत आहे. तर मग माझं जे माझ्यासोबत घडलेली जी गोष्ट आहे, ते मला तुम्हाला सांगायला आवडेल.
तेव्हा. हं. अच्छा. <chuckles> अरे! अच्छा, अच्छा! अरे बापरे! हं, हं. कोणची बरं ती गोष्ट?
तर हां. तर मग मी तुम्हाला सांगतो ना, की मी माझ्या स्कूलडेजपासून म्हणजे जेव्हा मी, मी तुम्हाला सांगेल की मी 4थीत असताना नापास झालो आहे. मी 9वीत असताना नापास झालो आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगतो, की मी 12वीत देखील नापास झालेलो आहे.
हं, हं. अच्छा. अरे बाप! अरे रे रे! कसं काय बरं एवढे अपयश? म्हणजे म्हणजे तुम्ही पहिल्यापासनं. <chuckles> हो.
तर मग मी अपयश ढ. मी पहिल्यापासून ढ होतो. पहिल्यापासूनच ढ होतो मी.
अच्छा. हां, हां.
मला आहे ना, काही म्हणजे माझं असं होतं ना, मला डोक्यावर प्रेशरच नको असायचा. मला असं होतं, की मला नाही जमत, मला नाही जमत. आणि मी फेल झालो, झालो. लोकं हसले. माझ्या आई-वडिलांना असं वाटायचं, 12वीला माझा मुलगा एकदा 4थीला, 9वीला मग त्यानंतर 12वीला. तर लोग 9वीपर्यंत येता-येता त्यांनी होप्सच सोडले होते. की जाऊन द्या. आपल्याला आहे ना, आपल्या मुलावर गर्व करण्याची संधी कधी येणारच नाही. असं म्हणजे मी तुम्हाला सांगतो. आणि त्यानंतर आयुष्य <clears throat>
हां. हं, हं. हं, हं. अ. हं, हं. नाही म्हणून सोडून दिलं होतं. हं, हं.
सोडून दिलं होतं. त्यांना माहितीच होतं, की बाबा हे कार्ट काही करणार नाहीये आता. याचं जसं होतं, याला चालू द्या.
<chuckles> अच्छा. अ, मग नेमकं काय झालं बरं? हं, हं.
अ, काय बोलतात ना, की हं. आयुष्यामध्ये असं झालं ना, की झालो, फेल झालो, कसं तरी ग्रॅज्युएशन वगैरे झालं आणि अ, मग त्यानंतर आहे ना, मी 1 छोटासा बिझनेस स्टार्ट केला होता. मला आजही आठवतो तो बिझनेस अ आणि मी अ, एक अ
हं. कोणचा? हो.